कधी-कधी असं होतं की आपली काहीही तयारी नसताना किंवा अ, आपल्याला माहितही नसताना आपल्या घरी पाहुणे येतात. म्हणजे ते अ, अचानक येतात. तर अ, तुमचा काही असा अनुभव आहे का? की समजा असे जर अचानक कोणी आले, घरीतर अ, तुम्ही अ, कशी त्याबद्दल तयारी करतात? म्हणजे तुमचा असा काही अनुभव आहे का? म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल का?
हं. हो, बरोबर. हां. हं. हो, नक्कीच, नक्कीच. अ, आमच्याकडे खरं बऱ्याच वेळेला, बऱ्याच पाहुण्यांची, उठ-बस असते. त्यामुळे एक 2-3 पदार्थ माझ्या डोक्यात असतात की अ, जर समजा नाश्त्याला आले, तर हे करायचं किंवा दुपारी जेवायला आले, तर हे करायचं, रात्री जेवायला आले, तर हे करायचं. म्हणजे तसा दुपारच्या जेवणाचा प्रश्न येत नाही, कारण अ, आम्ही एका कुटुंबात एक 11 जण राहत असल्यामुळे, स्वयंपाक बनतो तो जवळ-जवळ रोजच्या रोज 15-20 जणांचा सहज बनतो.
अच्छा. अरे बापरे! <chuckles> अच्छा!
हां, त्यामुळे अ, असं कोणी एक्स्ट्रा पटकन दुपारी जेवायला आलं, तर काहीच प्रश्न येत नाही, खरं तर. कारण पोळी, भाजी, 2 भाज्या असतात आमच्याकडे, एक पातळ भाजी, एक सुकी भाजी. मग पोळ्या, वरण, भात हे सगळं ऑलरेडी रेडी असतं.
हां, हां.
मग दुपारचा काही तसा प्रश्न येत नाही. पण समजा डिनरला आले, तर मग सकाळचंच कसं वाढायचं ना? आमच्याकडे साधारण अ, दुपारी इतकं सगळं साग्रसंगीत जेवण असल्यामुळे, संध्याकाळी काहीतरी एक भाताचा प्रकार किंवा इडली-चटणी, सांबार किंवा अ, असे दहीवडे, मेदूवडे असं जे पटकन होऊ शकणारं असतं ना, तसं हलकं-फुलक जेवण असतं संध्याकाळचं.
हां. हो, हो. अगदी बरोबर आहे. हं, हं.
आणि
पण मग अ, असं अ, कुठले पाहुणे आलेले आहेत? मग असं तुम्ही त्यांच्यानुसार विचार करून करतात की अ, जे अ, किंवा त्यांना काही विचारण्याची हे करतात का? जसं तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही बनवतात म्हणजे?
अ, अ, पाहुण्यांवर थोडंसं अवलंबून आहे. म्हणजे जर समजा की अ, माझी नणंद वगैरे येणार असेल, मला माहिती आहे की ती येणार आहे, तर तिच्या तिच्यासाठी मी
हां, हां.
राजमा जीरा राईस किंवा कढी पकोडे जीरा राईस असं काहीतरी करते किंवा कॉर्न स्पिनच राईस पैकी असं आणि बुंदी-रायता असं. जर असे कोणी एज्ड येणार आहेत. म्हणजे असे मिडल एज्ड वगैरे असतात ना, असे फॅमिली-फॅमिली अ, असे, की माझ्या अ, नवऱ्याचे अ, कोणी भाऊ, त्यांची बायको आणि मग त्यांच्या मावशी, काका असं अशी फॅमिली कोणी येणार असेल, तर अ, मग मी पुलाव, टोमॅटोच सार वगैरे असं हां, हां. तर पुलाव टोमॅटोचं सार वगैरे असं काहीतरी करते. म्हणजे वयानुसार अ, बदलतं की की कशा वयाची लोकं आहेत म्हणजे यंगस्टर्स असू, तर मग बिर्याणी पण पटकन होते. मग अ, जीरा राईस, दाल फ्राय अ, होऊ शकतं. मग असे अ, राईसचे आयटम्स जनरली मी बनवते. अ, जे पटकन होतात.
हां. हां, म्हणजे माहितीतली फॅमिली, असं. <chuckles> बरोबर आहे.
आणि आमची जर काही
तुमची अशी काही स्पेशल डिश आहे का, की त तुमची ती आठवण आहे? की तुम तुमची बनवलेली कोअ कोणाला फार आवडते, त्या पाहुण्यांना फार आवडते, असं काही आहे का म्हणजे?
अ, हो. हो. म्हणजे काय होतं अ, पुलाव आणि टोमॅटोचं सार. ही मी जे माझी एक स्पेशालिटी आहे. तर आमच्याकडे अं, एक अ, शंकराचार्य महाराज आले होते आमच्या घरी, त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत. आणि ते असे अ, तो सगळा असा मिक्स्ड अ, मग क्राउड होता. म्हणजे महाराज तर अर्थात काही खायचे नाहीत अ, जेवायचे नाहीत. पण त्यांचे जे सहकारी होते
अच्छा. बरं.
ते तर जेवायचे. तर मग अ, ते आम्हाला अ, विचारायचे. म्हणजे नवीन-नवीन होते तेव्हा अर्थात नाही पण ते 1 आठवडाभर होते. मग त्यांना अं, अ, महाराजांना जे नमस्कार वगैरे करायला यायचे ते मग जेवूनच जायचे. मग असे संध्याकाळचे जवळजवळ एक 60-70 माणसं जेवायला असायचे. मग, मग त्यांच्यासाठी हो, मग त्यांच्यासाठी काय करायचं. तर 1 दिवस मी म्हटलं, की "चला पुलाव आणि टोमॅटोचं सार करूया." तर ही एक्चुअली टोमॅटोच्या साराची रेसिपी जी आहे, ती माझ्या मावशीची आहे आणि ते तिने केलेलं सार मला प्रचंड आवडतं.
ओके. अरे बापरे! हं, हं. बरं. हां.
त्यामुळे मग मी अ, ते तसं ट्राय केलं. तर त्या दिवशी अशी भरपूर माणसं होती जेवायला. आणि पटकन काहीतरी करायचं होतं कारण क्वांटिटी खूप होती ना, त्यामुळे अ, त्या चिरा-चिरीमध्ये आणि त्या सगळ्यातच वेळ जाणार होता. त्यामुळे पदार्थ असा हवा होता, की काहीतरी क्विक. तर मग अ, त्यावेळेला मग मी म्हटलं, की "अं, ब्लिंकइटवरनं मी अ, चिरलेल्या भाज्या मागवल्या पुलावचा. कारण तोही वेळ नव्हता. अ, 1 दीड 2 तासच होते फक्त स्वयंपाक कर करण्यासाठी. मग अ, तशा मी ब्लिंकइटवरनं फ्लॉवर, मटार, गाजर हे असं चिरलेला अ, चिरलेल्या भाज्या मिळतात. तर तशा मी मागवल्या.
हां, हां. अहो. <chuckles> मग अ, तुम्ही जेव्हा त्या मागवल्यात. म्हणजे तुम्ही बोललात, की 60-70 लोकांसाठी करायचंय. पण रोजची तर तेवढी सवय नसते. मग तुम्ही अंदाज कसा लावला, की ऑनलाईन जर मागवायचंय तर म्हणजे अ, म्हणजे कोणाला विचारलं? कोणाची मदत घेतली? का अजून काही उपाय? म्हणजे काही टिप्स असतील तर शेअर करा?
हां. हो. हं. नक्की, नक्की. खरं तर कसं आहे माहिती आहे, अम, आमच्याकडे सगळ्यांना सवय आहे, 60-70 माणसांचा स्वयंपाक करायची. कारण आमचं कोणतंही छोटं जरी फंक्शन असेल, तरी आमची माणसं तेवढी होतातच. म्हणजे घरातली, घरातली म्हटली, तरी 50 माणसं होतात. <chuckles> त्यामुळे एक पन हां, जमा होतातच. म्हणजे आता आम्ही अ, 3 सुना आहोत एकत्र, तर मग प्रत्येक सुनेचं माहेर आहे. मग प्रत्येक सुनेच्या मावश्या आहेत, प्रत्येक सुनेच्या अ, बहिणी आहेत, त्यांचे नवरे, त्यांची मुलं, तर हे होतातच, म्हणजे 50 माणसं सहज.
हो का? <chuckles> हां, हां. अच्छा. तेवढी जमा होतात म्हणजे. बरं. हो.
मग अ, त्यामुळे तसा अंदाज अ, हाताशी बसलेला आहे. पण तरी जर कोणी नवखे असतील ना, तर त्यांना माहिती असतं, की 4 माणसांसाठी किती करायचंय?
हां, हां.
मग त्याची पट बघायची, म्हणजे आता समजा 4 माणसांसाठी मला 2 वाटी भात लागतोय आणि जर माझ्याकडे 50 माणसं आहेत, तर अर्थात 50 ला मी 4 ने विभागायचं.
अ, हो, बरोबर.
आणि मग, तेवढ्या वाटी भात लावायचा. मग पुढचं सगळं आपल्याला माहिती असतं की अ, साधारण अ, किती वाटी पाण्या पाणी घालायचं अर्थात दुप्पट पाणी घालायचं. मग तेवढं पाणी घालायचं. पण अ, शक्यतो इतक्या माणसांचं जेवण ना कुकरमध्ये नाही शिजवायचं.
अच्छा. बरोबर.
कारण अ, हजारदा शिजवत बसावं लागतं. हां. आणि ओव्हरफ्लो होतो कुकर तो, <chuckles> या गोष्टी डायरेक्ट गॅसवर शिजवायच्या त्या पटकन शिजतात. तर मी आधी तसंच केलं. की भात शिजवून घेतला. एवढ्या माणसांचा आणि अ, बासमती तांदळाचा मग त्यातनं सगळं पाणी काढलं. अ, त्याच्यानंतर तो असा छान वाळवट ठेवला. मग हे सगळं जोपर्यंत होत होतं, तोपर्यंत मी कुकरमध्ये टोमॅटो शिजवून घेतले. ते कुकरभरून टोमॅटो घेतले जवळ-जवळ अ, 3 एक किलो टोमॅटो घेतले. मग अ, त्या, 3 किलो टमा अ, टोमॅटोला मी थोडीशी मुगाची डाळ घालते. अ, ह्या टोमॅटोच्या साराच्या रेसिपीसाठी. थोडीशी मुगाची डाळ घालायची म्हणजे आपल्याला जे नंतर बेसन लावावं लागतं ना
हो. बरोबर ते होणार नाही तसं. हां, हां. अच्छा. हं, हं. हां, हां. अच्छा. हं, हं. हं.
हे लावावं नाही लागत. तर अ, मग मी तशी मुगाची डाळ घेतली आणि शिजवलं. मुगाची डाळ आणि टोमॅटो एकत्र शिजवले. मग त्याच्यानंतर अ, खोबरं खवणून घेतलं होतं मी दुपारीच, कारण मला अंदाज होता की संध्याकाळी एवढा स्वयंपाक करायला लागणार आहे. तर मी हां, तर अ, मी नारळ खवणून घेतले होते. तर अ, मग मी खोबरं, ती शिजवलेली मुगाची डाळ आणि टोमॅटो, असं एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये हॅडमिक्सर फिरवला
हां, हां. अच्छा. लागणारच आहे. <chuckles> बरोबर.
ठीक आहे. मग ते थोडंसं बारीक झालं. मग मी त्याच्यामध्ये दही घातलं, हिंग घातलं, हळद घातली, मीठ घातलं, थोडंसं साखर घातली. अ, हे सगळं घालून मी पुन्हा एकदा ब्लेंडर फिरवला. मग सगळं जेव्हा छान बारीक झालं, मी गाळून घेतलं
अच्छा.
हां? आणि तो ज खोबरं जे होत ना, तेही मी त्यातच घातलं ब्लेंडर फिरवताना, ठीक आहे? आणि मग मी ते सगळं गाळून घेतलं आणि मग त्याला फोडणी दिली. मग फोडणीला मी तूप, जिरं, कढीपत्ता घातला, थोडंसं हिंग घातलं कारण बाकीचं सगळं मी अ, ब्लेंड कराना घातलेलंच होतं. मग मी ते सगळं जे अ, गाळलेलं आहे, ते सगळं त्या पातेल्यात घातलं, म्हणजे फोडणीवर घातलं आणि त्याला एक छान उकळी आणली. उकळी आल्यानंतर, मी जरा एक 6-7 अ, कोकमाचे बुटुक घातले. कोकम घातलं आपलं. आणि मग अ, थोडीशी चव बॅलन्स करायला, कारण मी दही पण घातलं होतं आणि टोमॅटो पण होते. तो जरा आंबट जास्त झालं असतं. म्हणून मी अ, जरासा मोठा गुल अ, गुळाचा खडा घातला. मग ह्या सगळ्याला छान पुन्हा एकदा उकळी आणली आणि मग अ, कोथिंबीर घातली वरुन. म्हणजे माझं सार तयार झालं. <chuckles>
हां, हां. हं, हं, हं. अरे वाह! हं. म्हणजे छानच अ, तुमची सगळी पद्धती अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे जेवढे पण इन्ग्रीडिएंट्स हे सगळं व्यवस्थित मापानुसार सगळं हे करायचं. पण मग जेव्हा हे अ, आपलं, जे आपण व्हेज खातो तेव्हा पण मग जेव्हा आपण अ, म्हणजे तुम्ही नॉन-व्हेजही बनवतात का? किंवा
हो, हो. हो, हो, हो. अ, नाही आमच्याकडे नॉन-व्हेज बनत नाही. आमच्याकडे फक्त व्हेजच बनतं. त्यामुळे मला नॉन-व्हेज बोलणे तसा काही अ अनुभव नाही. म्हणजे कधी वेळच नाही आली आहे, नॉन-व्हेज बनवण्याची.
अच्छा, अच्छा. अनुभवलात. बरोबर, बरोबर. अ, कारण पहिल्यापासूनच जर शाकाहारी असाल तर अ, ते नक्कीच तसं असतं.
हां. म्हणजे पहिल्यापासुनच अ, शाकाहारी आहोत. त्यामुळे अं, नॉन-व्हेजचा संबंधच आला नाही आहे. पण अ, त्याच्या मला ग्रेव्ही आणि म्हणजे दुसरं कोणी करत असेल, तर अर्थात घरात नाही. कुठे बाहेर दुसरं कोणी करत असेल, मी कधी खाल्लंही नाही आहे, चव वगैरेही घेतली नाही आहे. पण तरी मला त्याचा वास आवडतो, म्हणजे ग्रेव्हीचा हां. <chuckles> हां.
अ, हां, हां. ग्रेव्हीचा. हां, म्हणजे ते ज्या पद्धतीने बनवलं जातं किंवा त्याची हे रे आणि आपल्या इथे प्रत्येक भागात
हां. कारण त्याच्यामध्ये टोमॅटो असतो ना, बऱ्यापैकी म्हणजे अ अं, काय म्हणतात त्याला बटर चिकन बहुतेक. त्याच्या त्याच्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो असतो. त्यामुळे मला त्याचा वास आवडतो. <laughs>
हो, हो, हो. हां, हं. हां, हां. बरोबर, आणि असेही बऱ्याचशा ग्रेव्हीमध्ये म्हणजे आपल्या इथं वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या पद्धतीचं बनवलं जातं. त्यामुळे अ, कसं आहे, की त्याचा म्हणजे वास किंवा त्याची चव अशी हे असतेच म्हणजे. टोमॅटोची ग्रेव्हीने जास्त हे असतं म्हणजे. नाही, बरोबर आहे. तर नक्कीच, नक्कीच.
हां, हो. बरोबर. हो, वेगवेगळी असते. हां, चव जास्त येते त्याने. मग हे झालं, की मग माझे तोपर्यंत ते तांदूळ असे छान मोकळे झालेले असतात. हां, जर आपल्याला असा छान मोकळा-मोकळा भात हवा असेल ना, तर अ, तो जेव्हा आपण ते आधण बघा उकळतो
हं. हं, हं.
म्हणजे पाणी उकळतो आणि मग तांदूळ घालतो ना त्यात, तर त्यामध्ये ना हिंग घालावं.
उकळतो. हां, हां. हो, हो. अच्छा. म्हणजे त्याने काय म्हणजे होतं म्हणजे काय त्याचा फायदा असतो?
हां. असा एक, एक एक, एक दाणा मोकळा होतो तांदळाचा. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला असा पुलाव
पण मग हिंगाने असं डार्क वास नाही येत का त्याचं, कारण हिंग कसं हे असतं? नाही येत.
नाही येत, नाही येत, नाही येत, नाही येत, नाही येत, नाही. अजिबात नाही येत.
मग त्याचं काही प्रमाण असतं का की अ, तेवढंच घालावं म्हणजे मग त्याचा वास येत नाही?
हां चमचा भरून वगैरे नाही घालायचं. <chuckles> पण हां, म्हणजे अशी 2 चिमु क्वॉन्टिटीवर आहे. जर अ, एकच वाटी असेल तर, अगदी थोडं म्हणजे चिमटीपेक्षाही कमी असं घालायचं. जर थोडंसं एक 3-4 वाटया तांदूळ असेल, तर थोडीशी एक चिमूटभर घालायचं असं.
नाही, नक्कीच नाही, आपण अ, हिंग तसं नाही वापरत. हां, हां. हं, हं. कमी. हं, हं. अ, पण तुम्हाला असं पहिल्यापासून आणि असं शाकाहारी जेवण इतक्या लोकांचं बनवण्याची तुम्हाला एवढी सवय आहे, म्हणजे प्रॅक्टिस आहे, आणि तुम्ही बरेच त्याच्यातून गेलेले आहात. पण मग अ, ज्या गृहिणी असतात, ज्या म्हणजे हाउस वाईफही असतात, जॉबही करतात, तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या घरी जर अचानक आले किंवा अ, आधीपासून जरी प्लॅन असेल, पण एवढ्या लोकांचं जर करू नाही शकले, म्हणजे समजा तीस ते चाळीस लोकं आहेत, तर तुम्ही काय सांगू शकाल का, की कशा टिप्स वापराव्या किंवा कोणत्या ट्रिक्स कामात येतील?
हं. हं. हो. हं. हं. बरोबर. हं. हां. बरोबर. अं, व्य मी जसं मगाशी म्हटलं, की तुम्हाला जितक्या माणसांचा अंदाज असतो ना, त्या माणसांना अ, व म्हणजे त्याची पट करायची.
हं.
आणि मग त्याचा अंदाज येतो बरोबर, जसं आपण मगाशी म्हटलं, की तुम्हाला जर माहिती आहे, की 2 वाटी भात 4 माणसांना पुरतो. तर आता माझ्याकडे 50 माणसं येणार आहेत.
हां, हां.
तर मग तेवढी मी त्याची पट कट करणार. म्हणजे मला 25 वाट्या भात पाहिजे ना 50 माणसांसाठी.
बरोबर.
हां. असा अंदाज घ्यायचा. मग अ, त्याच्यानंतर असे क्विक काय पदार्थ होऊ शकतात? अ, ब, जेणेकरून अशी भरपूर माणसं आल्यानंतर अ, काही कठीण होणार नाही. तर आणि खूप वेळ त्या जागेवर उभं राहावं लागणार नाही. तर मला असं वाटतं जे भाताचे प्रकार आहेत ना?
हां, हां. बरोबर. हां, हां.
म्हणजे खिचडी असेल किंवा मसाले भात असेल, गोडा मसाला घालून मटार आणि तोंडली घालून जो आपण करतो. तो मसाले भात आहे, पुलाव आहे, अ, बिर्याणी आहे, तवा पुलाव आहे. त्याच्यानंतर हे जे सगळे भाताचे प्रकार आहेत ना
हो, हो.
ते शक्यतो करावेत हां. ते लवकर होतात. आणि ह्याच्यासोबत अ, वेगवेगळं काही करावं नाही लागत. म्हणजे एक असं बिर्याणी असेल, तर अ, अ, बुंदी रायता किंवा व्हेजिटेबल रायताने काम होतं.
लवकर होतात. हां, हां. बरोबर. हां. म्हणजे साइडला तुम्ही एक छोटी डिश ठेवू शकता. ज जास्त नाही बनवावं लागत म्हणजे आपण जसं अ, बनवतो.
हां, हां, हां, हां. तो एका राईस आयटमने काम होऊन जातं. आणि अ, चिराचिरी ही फार नाही करावी लागत. पण यातही खूप माणसं असतील, तर मी व्हेजिटेबल रायता रायता सुद्धा सजेस्ट नाही करणार. कारण खूप कांदा चिरावा लागेल, खूप काकडी चिरावी लागेल. त्यामुळे बुंदी रायता अ, खूप ईझी ऑप्शन होऊ शकतो हां.
अ, बरोबर. बरोबर. हो, हो. अगदीच. बरोबर. सोपा पडेल. बरोबर, बरोबर. छान, छान. म्हणजे अ, तुमची जी प्रॅक्टिस आहे आणि तुम्हाला बनवण्याची पण जी आवड आहे ती लगेच कळते आणि तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सपण खूपच छान दिलेत. अ, छान वाटलं म्हणजे तुमचे सगळे एक्सपिरियन्स ऐकून आणि तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
मलाही खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद.